बघा ना, नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा घराच्या ठिकाणी म्हणा. ताण-तणाव किती येतो ना ,आपल्याला आणि मग हे तणाव हाताळण्यासाठी तुम्ही नेमकं काय करतात, मला सांगाल?
बरोबर. नक्कीच ताण-तणाव तर नक्कीच येणार. पहिलं तर आपल्याला हे समजायला पाहिजे, की तणाव म्हणजे नेमकं काय? नाही का? अ, आपण म्हणतो तणाव तणाव, बरं अ, टेन्शन आलं, हे आलं. बऱ्याच जणांना माहीतच नसतं, तणाव डोकं दुखलं तर तणाव आला म्हणतात. <chuckles> तणाव म्हणजे काय असतं माहिती आहे का बेसिकली? अ, कोणत्याही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचे आपले कार्य असतात बघा, जे आपल्याला करायचं असतात. म्हणजे अ, उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी झालं किंवा आपल्या आयुष्यामधले गोल किंवा ध्येय आपले असतात वेगवेगळे. तर त्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी कराव्या लागतात, बरोबर. म्हणजे जे काही अ, दिनचर्या आहे आपली. पण, जेव्हा आपण हे ध्येय साध्य करत नाही रोजच्या रोज, ते ओ "ओव्हर द पीरियड ऑफ टाइम" जे म्हणतो ना अ, साचत साचत जातात किंवा पायलअप होतात एकावर एक एकावर एक पेंडिंग होत जातं. मग प्रोक्रॅस्टिनेशन आपलं सुरु होतं, नंतर करू, उद्या करू, परवा करू, नाही का. तर असं-असं होत होत जेव्हा जातं, लोड खूप वाढतो तुमचा सायकॉलॉजिकल, बरं का, म्हणजे ह्या गोष्टी दिसत नसतात व्हिजिबली.
हो, बरोबर. <laughs> हो. ते पण आहे, बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हो ना.
मग एक वेळ अशी येते की अ, सायकॉलॉजिकली अ, बर्डन खूप वाढतं. मग तेव्हा आपल्याला होतो स्ट्रेस म्हणजे जे म्हणतो आपण तणाव. नाही का? अ, मला हाताळता येत नाही आहे आता किंवा मग अचानकपणे अ, शरीर पण तुमचे वेगवेगळी लक्षणं दाखवायला लागतात तणावाची.
तणाव, नक्कीच मग तेच आता तुम्हाला विचारणार होती. नेमका हा तणाव म्हणजे दैनंदिन आयुष्यामध्ये कसा दिसतो? आणि हे कसं ओळखायचं मला काही सांगाल?
हां. नक्कीच, हे बघा ताण-तणावाचे खूप सिंपल सिम्प्टम्स आहे. तुमचा चिडचिडपणा जर वाढला असेल आणि विशेषतः छोट्या-छोट्या गोष्टींना तुमचा चिडचिडपणा होत असेल नाही का? म्हणजे अगदी सिंपल काहीही असो मग अ, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही अ, घरामध्ये अ, उदाहरणार्थ टी-व्ही बघताय. समजा आणि टी-व्ही बघता बघता दुसऱ्याकडे एखाद्याकडे रिमोट असेल त्याने चेंज केलं चॅनल, मग अ, तुम्ही चिडचिड करता, मी बघत होतो ना, कशाला बंद केला? म्हणजे,
हं, हं. बरोबर. हं, हं. <laughs> त्याच्यामध्ये पण तणाव येतो. <laughs> हो. होय.
हां, म्हणजे तणाव, तणाव येत नाही पण तणावाची लक्षण दिसतात त्यामध्ये. चिडचिडपणा येतो. हां, मग अ, चिडचिडपणा किंवा हायपर होणं छोट्या-छोट्या गोष्टीला, तर हे तणावाचं लक्षण आहे. किंवा म्हणतात ना अ, लक लक्ष न लागणं कोणत्याही गोष्टीमध्ये, फोकस न होणं. जे करतोय आपण म, न, गोष्ट आणि आपला एखादा छंद वगैरे असतो बघा, जे आपल्याला करताना कधीच बोर होत नाही, मस्त मजा येते करताना. पण तणाव वगैरे आला असेल ना, तर अ, ह्यामध्ये पण फोकस होत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्यामध्ये पण आपलं लक्ष नाही लागत, एका एकाग्रता नाही होत. आणि एक लक्षण आहे थकवा. आहे ना? खूप थकल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजे कितीही आणि थकवा विशेषतः तेव्हा, जेव्हा आपली चांगली झोप पण झालेली असते. 8-10 तास आपण झोपतो तरी पण उठतो एनर्जेटिक वाटत नाही एकदम ताणतणाव किंवा थकवा आपल्याला अ, महसूस होतो आपल्या शरीरामध्ये
नक्कीच हो. हं, हं. बरोबर. बरोबर. हो. बरोबर, हो. जेव्हा मग असं काही होतं, नक्कीच. आता जसं तुम्ही आता सांगितलं थकवा येतो, चिडचिड पण होते नाही का आपल्याला? हे तणाव अं बघण्याचे म्हणजे सुरुवातीचे लक्षणं आहेत. मग असं काही तुमच्या बाबतीतही घडलं होतं का? तुमचा काही अनुभव, काही उदाहरणं द्याल मला? जेणेकरून मला अ, चांगलं तरीकेने कळेल ते.
तर या हो ना. हो ना. नक्कीच. हे बघा अ, तणाव माझ्या आयुष्यामध्ये अ, आला होता म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे, छोटे मोठे तणाव. आणि ऑफिसचाच मी सांगेल मग उदाहरण. मला ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन तयार करायचं होतं नाही का? न, डिझायनिंगचं, कशाप्रकारे प्रोडक्ट आहे? आणि अ, आपल्या कस्टमरच्या काय अपेक्षा आहेत आपल्याकडून? ते मला सांगायचं होतं. आणि ते त्याची डेडलाईन खूप जवळ होती. 2च दिवसात मला तयारी करायची होती सगळी आणि काहीच म्हणजे म्हणतात ना शून्यापासून सुरुवात करायची होती सगळं. तर अ
हं, हं. हो, सांगा ना. हं, हं. हं, हं. मग? बाप रे!
अशा वेळेस पण तणाव येतो आपल्यामध्ये. म्हणजे जेव्हा अ, म्हणतात ना की अ, आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग जेव्हा येतात, अ, जेव्हा आपल्याकडे प्रेशर असतं एखादं आणि डेडलाईन असते म्हणतात ना, टाइम लिमिटेड असतो आणि काम खूप सारं करायचं असतं. मग अशा वेळेस पण तणाव येतो. पण मला तसं स्ट्रेस वगैरे अ, जाणवायला लागलं मग खूप जास्त. आणि तणाव पण गरजेचा आहे बरं का, आयुष्यामध्ये. पण हेल्दी तणाव असला पाहिजे. म्हणतात ना हेल्दी प्रेशर जे म्हणतो, असं खूप जास्त ताणून-ओढून अ, चा चालणार नाही.
हं. टाइम लिमिट. हो, हं. मग हं, हं. हो का? लोकं एकदम ताणलं, खूप जास्त ताणतात ना. ते तणाव राहतं कमी आणि दाखवतात खूपचं ताण. मग हो ना, मग अशा वेळेस नेमकं काय करायचं हो? शुल्लक गोष्टीमध्ये तणाव दाखतात आणि ती छोटीशी गोष्ट खूप मोठी होऊन जाते. आणि नक्कीच तो तणाव खूप मोठा होऊन जातं. मग त्यावेळेस काय करतात?
हो. जास्त, हां. अगदी बरोबर. मग त्यावेळेस हेच ना, हा तणाव जसं तुम्ही म्हटलात ना, शुल्लक गोष्ट मोठी होते, ती केव्हा होते, तुम्ही जेव्हा ॲक्शन घेत नाहीत आणि आपण सुरुवातीलाच बोललो बघा, की प्रोक्रॅस्टिनेशन करतात. आपलं एक अ, उद्या करू, परवा करू ते चालतं आणि एक ओव्हरलोड त्यांच्या मनावर होतो. आणि कुठेतरी मग ते अ, एक वेळ अशी येते की ब्रेक डाउन होऊन जातं त्याचं, म्हणजे तणावाचं म्हणतात ना, मग चिड-चिडपणा होणे, हे सारे लक्षणं वगैरे दिसतात. तर अ, त्यांना हँडल करायला मी हेच सांगेल, बेस्ट अ, ऑ ऑप्शन ऑक्सिजनचा सप्लाय तुमचा वाढवा अ, शरीरामध्ये. <chuckles>
हं. बरोबर. नक्कीच हो. हं, हं. हं, बरोबर. हो म्हणजे नेहमी नेहमीच्या आयुष्यामध्ये, असं काही करू शकतं का? छोटी-मोठी साधने, असं-जसं सांगितलं तुम्ही ते मेडिटेशन, श्वासोश्वासाच्या त्या प्रक्रिया राहतात, चालायला जाणं, योग वगैरे?
हो ना. नक्कीच असं आपण करू शकतो अ, श्वासोच्छवास जसं म्हटलं ना, ऑक्सिजनचा सप्लाय वाढवा म्हणजे बेसिकली हवा जास्त घ्या तुम्ही स्वच्छ, फ्रेश एयर आणि अ, काही-काही जण असतात बघा म्हणजे वाद-विवाद झाला तर म्हणतात आय नीड फ्रेश एयर, नाही का, मी बाहेर जाते आता. मग ते त्याच्यासाठीच असतं, म्हणजे बाहेर जाऊन श्वास अ, दीर्घ घ्यायचा श्वासोच्छ्वास 3, 4 श्वास खोल घ्यायचं, म्हणजे आपल्या लंग्सची जेवढी कॅपॅसिटर कॅपॅसिटी असते ना, तेवढा श्वास घ्यायचा आणि 4 सेकंद धरून ठेवायचा श्वास असं नाही की घेतला आणि सोडला लगेच, होल्ड म्हणजे
हं, हं. हो, हो. हं. हो. हं, हं. <chuckles> हो ते म्हणे.
4-4-4 टेक्निक असते. म्हणजे चा 4 सेकंड अ, वेट करायचं, होल्ड करायचं मग एक
हो, नक्कीच. काही-काही लोकांना अ, हेही कळत नाही का 4 सेकंद सोडायचा आणि 4 सेकंदानंतर टाकायचा, असं पकडायचा, नाही का? एकदमच खेचतात आणि एकदम खाली टाकून देतात. मग तेव्हा पण सांगतात का, “अरे हे चुकलेलं आहे, तुम्ही आम्हाला कसं सांगितलं?” तेव्हा पण परिणाम काहीतरी वेगळेच दिसून येतात.
बरोबर, हां. त्याचं रिझन काय, मी सांगतो हे बघा. श्वासोश्वासाची ती पण प्रक्रिया त्यांची बरोबर आहे. म्हणजे लगेच घेणं सोडणं, लगेच घेणं सोडणं, अ, अनुलोम विलोम किंवा कपालभातीमध्ये तसं करतात, बघा पटपट-पटपट. अ, पण ते पण योग्य आहे. पण ही टेक्निक स्पेसिफिकली तणावामध्ये का काम करते? जेव्हा तुम्ही हां, जेव्हा तुम्ही असं होल्ड करता ना मग ज्या थोडा वेळ, तर शरीराला, आपल्या मेंदूला, ब्रेनला असे सिग्नल जातात, की ऑक्सिजनचा सप्लाय आपला कट झालाय कुठेतरी, नाही का? मग अ, मग लाइफ थ्रेटनिंग इव्हेंट म्हणून तो कन्सिडर करतो तो, आपला ब्रेन म्हणजे असे ट्रिगर बाय डिफॉल्ट नॅचरल होतात त्यामध्ये. मग त्यामुळे काय होतं, ब्रेनचा जो, तणावाचं जे आपलं फोकस असतं ना, माझ्याकडं हे टेन्शन चालू आहे, ते फोकस कुठेतरी त्याच्या बॉडीला सेव्ह करण्यासाठी इकडं जातं. अटेन्शन डायव्हर्शन म्हणतात त्याला, नाही का?
हं. हं, हं. हो, तेच. हं, हं. बरोबर. हं, हं. हो, हो.
मग त्यामुळे तो जास्त हेल्प करतो. होल्ड केलेला जो टाईम असतो ना आणि ही मल्टीपल टाइम्स जेव्हा आपण रिदममध्ये करतो, तर अ, ब्रेन पण एक प्रिपेर होतो. अन त्यामुळे तणावापासनं, आपला फोकस दूर तर होतोच आणि प्लस ऑक्सिजनचा सप्लाय जो आपल्याला भेटायला पाहिजे, तो पण आपल्याला व्यवस्थित भेटतो, हो.
बरोबर, हो. चालायला जाणं वगैरे पण करू शकतो आपण, नाही का? योगा, ध्यान वगैरे, मेडिटेशन करणे. मग यांचे परिणाम कसे होतात तणावासाठी?
नक्कीच. हो ना. तर यांचे परिणाम सकारात्मकच दिसून येतात. चालायचं म्हटलं, तर बेस्ट आहे एक्टिव्हिटी ही. चालल्यानं काय होतं बघा, म्हणजे तुम्ही अ, एन्व्हायरमेंट जे आहे जिथं बसलात तुम्ही ते सोडून म्हणजे दूर चाला. चालणारा अ, काही जण काय करतात, तिथल्या तिथंच रूममध्ये गोल फिरतात. नाही, तसं नका करू.
हं, हं. हम्म, बरोबर, हो, ते पण करतात.
म्हणजे चालायचं म्हणले, तुम्ही थोडं दूर असं चालत कुठेतरी जे अ, जिथं तुम्ही इन्वायरमेंट आहे, विशेषतः जिथं काम करताय ना, ते सोडून तुम्ही थोडं दूर चक्कर मारून, गोल राउंड मारून या. तर त्यामुळे तुमचं काय होतं, मूड एक अ, अ फ्रेश होतो. म्हणजे आजूबाजूचं इन्व्हायर्नमेंट चेंज झाल्यामुळे आणि ताणतणाव ऑटोमॅटिकली कमी होतो चालण्याच्या प्रोसेसमधनं, हं.
हं, हं. हो ना. कमी पण होतो. नक्कीच, थोडंसं असं ब्रेक घ्या. आता तेच सांगणार होते तुम्हाला. जेव्हा असं थेट कामातून काही आपल्याला अंतर घ्यायचं असेल, तेव्हा नेमकं काय करतात, नाही का? खूपच तान आलेलं आहे आणि आता बस्स, आता नाही होत आहे. मग तेव्हा काय करायचं?
नक्कीच, अशा वेळेस खूपच ताण आला असेल, तर तुम्ही थोडा ब्रेक घेऊ शकता किंवा ताणाचे कारण तर आजकाल मॉडर्न जमान्यामध्ये डिजिटल पण असतात, बरं का! म्हणजे स्क्रीन जर तुम्ही खूप जास्त वेळ वापरत असला, तर स्क्रीनपासनं ब्रेक तुम्ही घ्यायला पाहिजे. पोमोडोरो टेक्निक जे म्हणतो आपण, 30, अ, जास्तीत जास्त 30-40 मिनिटं अ, एखादा टास्क काम करत असाल, तर लगेच 5-10 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे. जसं आपण बोललो ना, की वॉक वगैरे करा किंवा सायकॉलॉजिकल पण ब्रेक असू शकतो. डोळे तुम्ही लावून ठेवा किंवा दूर अ, स्क्रीनपासनं दूर कुठेतरी बघा, नाही का? किंवा अ, आपल्या आयुष्यामधल्या चांगल्या घटना, आपले मोमेंट्स असतात बघा, जे आठवून आपल्याला आपल्या चेहऱ्यावर हास्य येतं. तर आपल्या हं, प्रसन्न पण होईल. आपल्या फॅमिलीबद्दल विचार करा. जे पण तुमचं मोमेंट असेल, स्पेशल मोमेंट त्याबद्दल विचार करा. लगेच रिलॅक्स होतो आपण सायकॉलॉजिकली. तर या सर्व गोष्टी आपण करू शकतो.
हं, हं. बरोबर. हं, हं. नक्कीच. हो. हं, हं, हं. हसू पण येईल आणि मन प्रसन्न पण होईल, जेणेकरून नाही का? हं. हं. नक्कीच. बरोबर. आणि ब्रेक तर घेणं खूप जरुरी आहे, नाही का? जर ताण जास्तच तुम्हाला झालं, तर थोडं ब्रेक-ब्रेक घ्या. जसं तुम्ही आता पोमोडोरो टेक्निक म्हटलं, आता ती खूप जास्त चालू आहे. मग बघा ना, या कुटुंब आणि समाजाच्या दृष्टीने तणाव सांभाळताना म्हणजे नेमक्या कोणत्या अडचणी येतात? आणि मग मदत मागायला कधी कुटुंबात अडथळा वाटतो का? तुम्ही कसं ते हाताळतात?
हो ना. नक्कीच, हे बघा कुटुंब आणि समाजाच्या दृष्टीने ताण-तणाव जेव्हा येतो ना, आणि आपण जेव्हा मदत मागायला जातो. विशेषतः अ, कुटुंब समाजाकडे कुटुंब तर समजून घेतात एक वेळेस. तर अ, मित्र-मंडळींकडे तर त्यांना काय वाटतं मदत मागणं, म्हणजे कमजोरीचं लक्षण आहे. आहे का नाही?
हं, हं. बरोबर. बरोबर.
असा एक समज झालेला आहे आपल्या समाजामध्ये हं. तर ते तसं नसतं अस म्ह म्हणतात ना. अ, करेज लागते त्याला पण. म्हणजे दुसऱ्याची हेल्प मागायला अ, करेज लागते. आणि आपण केव्हा हेल्प मागायची, हे पण आपल्याला कळलं पाहिजे बघा. काही गोष्टी अशा असतात ना, तुम्ही एकटाच सामोरे जाऊन कंप्लीट किंवा त्याला अ, हे करू शकत नाही, हरवू शकत नाही. ताण-तणावाच्या वेळेस तुमचा फॅमिलीचा इमोशनल सपोर्ट जो असतो, तो खूप महत्त्वाचा असतो आणि अ, हे तुम्हाला त्या म्हणतात ना, चक्रव्यूह जे आहे ताण-तणावाच त्यामधनं बाहेर पडण्यास मद मदत करतं, विशेषतः क्वालिटी टाइम जो तुम्ही अ, व्यतीत करता तुमच्या कुटुंबाबरोबर वगैरे.
समज झालेला आहे तो. नक्कीच हो. हं, हं. हं. बरोबर. मदत करतं. हं, हं, नक्कीच म्हणजे बघा ना, कुटुंब पण आपल्याला साथ देतं. फक्त तुम्ही इतकं करा का ताण-तणाव हाताळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि खूपच जास्त ताण-तणाव आला तर नक्कीच तुम्ही ब्रेक घ्या. आणि छोटी-छोटी अशी साधने वापरा. जसं तुम्ही आता ते श्वासोश्वासाचं सांगितलं ते पण जर केलं तर, नक्कीच तुम्हाला फायदा होईल, नाही का. खरंच खूप छान माहिती सांगितली तुम्ही, नक्कीच महत्त्वाची होती. मला पुन्हा बोलायला आवडेल तुमच्याशी, बोलूया आपण धन्यवाद.
हो. हां. हो ना, हो. ताई